हो, म्हणजे ते झोपायलापण म्हणजे चादर, बेडशीट सगळं सुकर
हं. चादर, ते सगळं स्वच्छ असलं पाहिजे. तुम्ही ते चेंज करत राहा. दर 2 3 दिवसांनी किंवा मग जास्त यूज नसेल तर तुम्ही आठवड्यानी केलं तरी चालेल. असं काही नाही. कारण का, कसं असतं कधी-कधी आपल्या बेडरूममध्ये आपण जास्त नाही कोणी येत. आपणच यूज करत असतो. मग ते ठीक वाटतं 4-5 दिवसांनी किंवा आठवड्यांनी. पण मग जास्तच
हां. हां. हो. नक्कीच. अच्छा, म्हणजे तुम्हीच अ, सगळी सा साफ-सफाई वगैरे तुम्हीच करता ना बेडरूमची का करून
हो, हो, बेडरूमची मी माझ्या रूमची तर अ, हे म्हणजे माझ्याकडे असा आमच्याकडे रूल आहे म्हणजे माझ्या बेडरूममध्ये शक्यतो कोणाला नाही म्हणजे माझ्या बेडरूमची म्हणतात ना अ, साफ-सफाई मीच करते. फक्त त्यांना ते कचरा काढायला देते आणि थोडंसं लादी. बाकीचं जे काही चेंजिंग वगैरे असेल ते स्वतः मी सगळं करते.
हां. हां, बरोबर नक्कीच, मग आर्थिक बाबी पण काही-काही महत्त्वाच्या असतात, म्हणजे कमी खर्चात काही त्वरित बदल करायचे असतील तर काय कराल आणि दीर्घकालीन म्हणजे अ, गुंतवणुकीसाठी काही सुचवाल का?
हं. हं. हां, म्हणजे मला तर वाटतं, की आर्थिक मी तर म्हणेन, की काय, बेडरूम म्हणजे शक्यतो तुमच्या बजेट-फ्रेंडली करा. असं नाही, की एकदमच, पण तो स्वच्छ दिसला पाहिजे, व्यवस्थित असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लगेच झोप येईल आणि तुम्हाला आरामदायक वाटेल असं मला वाटतं. म्हणजे एकदमच काही हाय नाही, म्हणजे मी तर म्हणेन, की
पॉश, हां. हं. हां, म्हणजे त्या मग इंटिरिअर अ, किंवा गॉडी करतात बघा किंवा वॉर्डरोबला लाईट लावतात वगैरे असं काही-काही करतात.
येस, येस पण हां. नक्कीच, नक्कीच. तसं तुम्ही करा पण घराचं मी म्हणेन हॉटेल नका बनवू. आजकाल लोकं घराचं हॉटेल करतायेत. तर ते घर वाटलं पाहिजे ॲट लिस्ट तुमचं स्वतःचं घर.
हो, हो, हो. आणि हां, सिंपल बट स्वीट अशी बेडरूम म्हणजे आवडती पाहिजे तुमची थोडक्यात. बरोबर, तर अ, खूप अ, छान वाटलं बोलून तुमच्याशी. अगदी तुम्ही, जसा-कसा म्हणजे आपला स्वप्नातला महालामधली रूम कशी असेल तसं वर्णन केलं. खूपच छान सांगितलं कशी बेडरूम टापटीप ठेवावी, कशी अशी प्लीझंट वाटावं झोपताना, त्याबाबत काय अरेंजमेंट करायच्या ते अगदी सुंदर शब्दात समजावून सांगितलं, तर तुमच्या या वेळेबद्दल धन्यवाद आणि आभार. नक्कीच परत परत भेटू.
स्वीट. येस, येस. बरोबर, नक्कीच. हं, हं. वॉव! बरोबर, नक्कीच.

हां, म्हणजे अ, रात्री म्हणजे संडे वगैरे असेल ना, तेव्हा मला सवय आहे अ, कारण मग मंडेला केस धुवायचे असतात किंवा मग सॅटर्डेला पण तेल लावू शकतो आणि मग ते म्हणतो, जरा चंपी करायची मस्तपैकी आणि मग झोपायचं, तसं माझं असतं. नाहीतर मग कसं असतं, की अ, एकदम मला झोप आली, की थोडंसं शांत अस-अस, की मन शांती करते, म्हणजे मनाला शांत वाटेल असं काही किंवा मग गाणं छोटंसं ऐकते 5-10 मिनिटं आणि मग झोपून जाते म्हणजे मला लागते झोप तिथे लगेच असं आहे. हं, हं.
हां, हां. बर. हां. बरोबर आणि अ, म्हणजे कधी असं होतं का, की काही पाहुणे आले किंवा काही आलं, तर मग तुम्हाला ती जागा चेंज करावी लागते. मग अशावेळी तुम्ही काय करता मग?
हं, म्हणजे बघा ना, असं म्हणतात, की सहसा आपले बेडरूम कोणाला शेअर नसते करायची, जिथे आपण अ, झोपतो. म्हणजे ज्यांचं आपलं दाम्पत्यच, जिथे ती नसते कोणाला शेअर करायची. मग काय करतो आम्ही, आमच्याकडे समजा अ, हॉलमध्ये पण आमच्याकडे अ, बेड आहे. जसं, की असतात ना आपले अ, सोफा कम बेड, मग तिथे करतो किंवा मग एकंदरीत मुलांच्या रूममध्ये तिथे कर किंवा अजून एक रूम आहे, तिथे पण त्यांची एक म्हणू शकतो, की बेडरूम आहे आमच्याकडे. मग तिथे त्यांना झोपायची व्यवस्था करतो. मग जेणेकरून मग ते पण व्यवस्थित राहतील आणि मग आपण पण व्यवस्थित राहू. असं म्हणजे गप्पा वगैरे मारतो आम्ही. इथे सोबत किंवा, किंवा मग जर हां, मग तसं करतो आम्ही. मग जेणेकरून मग सगळ्यांना छान झोपता येतं म्हणजे कोणालाच काही त्रास नाही होत. म्हणजे सगळे हॅपी राहतात असं.
हो. हो, हो, असती. नक्कीच. हं. हो, हो. हां. अच्छा. हां. म्हणजे अच्छा, अच्छा. हां. ओके, ओके. हो, हो. आणि मग अ, ठीक आहे तुम्ही तसं एक घरातलं ठीक आहे, पण बाहेर कुठे गेलात, तर मग तशी तुमची कंडिशन नसते ना, तुम्हाला मनासारखं नसतं. मग अशावेळी काय करता तुम्ही?
हं. हं. नक्कीच, तर बाहेर कसं, म्हणजे शक्यतो बाहेर कोणाकडे जास्त अ, नाही जाय म्हणजे राहायला जात, पण कधी अशी वेळ आली, मग मग काय करतो, की अ‍ॅडजस्ट करतो मग हॉलमध्ये वगैरे, त्यांच्या काही त्यांनी सोय केली असेल तिथे म्हणा किंवा मग एकंदरीत अ, म्हणजे असं काही असेल, तर मग तिथे राहतो. असं काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याकडे कोण आलं, तर म्हणजे त्यांची सोय चांगली करतो. असं नाही की आपण बेडरूममध्ये आणि ती कुठे पण नाही असं नाही. त्यांची पण चांगली सोय झाली पाहिजे, म्हणजे त्याच्याप्रमाणेच आहे. म्हणजे खूप मोठी बेडरूम आहे. त्याच्यामध्ये आरामात मी तर म्हणेन, की 6-7 लोकं तर नक्की झोपू शकतील असं.
हां. हां. हां. अच्छा. त्यांना नक्कीच, नक्कीच. अगदी बरोबर. मग तुमच्या झोपेच्या आधी कोणते असे पर्यावरणीय घटक जास्त तुम्हाला महत्वाचे वाटतात?
हं. हां, म्हणजे मी तर म्हणेन, की कसं आहे की अ, कधी-कधी असं आपल्याला असतं ना, की एखादं म्हणू शकतो, की पर्यावरणीय घटक म्हणजे मी म्हणेन, की शांतता पहिली ज चांगली झाडं वगैरे जी असली पाहिजे घरामध्ये किंवा मग ती अशी
हं. हो, हो. हो किंवा खिडकीतून व्ह्यू असा काही, असं. हां.
हं, व्ह्यू बरोबर. मग ते व्ह्यू वगैरे असं दिसतं आपल्याला किंवा मग म्हणू शकतो, जर पाऊस वगैरे बाहेर पडतोय, मग एकदम म्हणतात ना, शांत झोप लागते आपल्याला छान अशी. मग त्या गोष्टी होतात.
हो, हो. हां, हां.